हं. पहिलं म्हणजे, नवीन गोष्टी शिकायच्या म्हणजे, 2-3 तास आहेत ना, नवीन गोष्टी शिकायच्या ह्याच्यात तडजोड नाही करायची. ती गोष्ट शिकायची म्हटली का शिकायची म्हणजे शिकायचीच. किंवा रोजचं काम जे आहे ना त्याचा एक परफॉर्मन्स स्वतः पण इव्हॅल्युएट करायचं, की मी आज कोणत्या चुका केल्या, कोणत्या चुका नाही केल्या. मी मग त्या चुकांमधून काय शिकू शकते? सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टी करू शकते? आणि त्यासोबत मी चांगली कामं का केली? काय केली? म्हणजे चुकाच मोजत बसलो तर मग भारी पडतं ते एकदम कंटाळा येतो, हताश होतो आपण. पण आपण सकारात्मक गोष्टी किती केल्या, आपण किती चांगलं काम केलं आपल्याला कोणी आज बोललं, की छान काम केलंय, हे पण मोजणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि मी सांगेन, की या सगळ्यासोबत आहे ना आपलं, रूटीन काय आहे? आपण काम करतोय पण आपण व्यायाम करतोय की नाही? आपण स्वतःला किती वेळ देतोय? आणि मी एक रिवॉर्ड सिस्टम बनवलेला, की मी खूप चांगलं काम केलं ना, की स्वतःला ट्रीट करेन: आईसक्रीम, शॉपिंग बॅग काय असेल ते, हां. म्हणजे मला स्वतःचं मेंटल हेल्थ पण तेवढंच जपायचंय. मग जर्नलिंग करायची. मग रोजची कामं आपली व्यवस्थित करायची, जेवण व्यवस्थित झालं पाहिजे आपलं. मग तेव्हा तर मी जेवण नाही बनवायची, मी जेवण बनवायला काकू येतात ना त्यांना सांगितलेलं, की "बाबा माझ्याने जमत नाही. आता हे सगळं भारी पडत आहे, मग तुम्ही येऊन जेवण वगैरे बनवा." मग ते असं काही ना काही तरी करत राहायचं. म्हणजे आपल्याला जेवढा हा हाता हां, जेवढ्या हातात माझ्या गोष्टी होत्या, तेवढ्या मी केल्या.
हां. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. अरे वाह! <laughs> छानच! बरोबर, बरोबर. हां, हां. हां, हां. हं, हं, हं. हं, हं. अच्छा. तुम्ही उपाय काढून घेतले त्याच्यातले म्हणजे हं, हं. राइट आहे बरोबर आहे. खरंच छान केलं असं म्हणजे व्यवस्थित. मग हे जे तुम्ही जे शाळेत नसलेलं जे कौशल्य अ, जे आहे जे तुम्ही शिकलात, जे तुम्ही एवढी प्रॅक्टिस केली आणि एवढं टिकवण्यासाठी तुम्ही सवयी सुद्धा लावल्यात. मग काय वाटतं तुम्हाला, की हे इतरांना कसं शिकवता येईल? होऊ शकतं का?